क्या बात हैं! तर असं बघा ना आता की लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आता कामावरच जर फोकस करायचंय, तर मग मोबाईल जो असतो आपल्याला सतत मग रील दिसतात ते आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात. नोटिफिकेशन येतात आपल्याला, तर मग आता मुलींना तर मग Amazon, मिंत्रा आणि याचे जर नोटिफिकेशन आले तर मग पूर्ण अर्धा एक तासाचं डिस्ट्रॅ डिस्ट्रॅक्शन होऊन जातं. मग त्या गोष्टीला कसं तुम्ही अ, एक अ, थोडं त्याच्यावर दुर्लक्ष करून कामावर लक्ष कसं देतात मग? ह्या गोष्टी तुमच्यासोबत होतात का? हे मोबाईल अ, रील्स बघणं किंवा मग, हं.
हां. हो. हो. हो, हो. हो. हो. हो, हो, हो. म्हणजे काय होते ना, मोबाईल रील्स एक अ, सवयी सारखंच हो होतो. अ‍ॅडिक्शन म्हणू शकतात. की एकदा आपण अ, बघितला की त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात त्याच संदर्भात वेगवेगळ्या आपल्याला रील्स अ, पाहायला मिळतो. आणि अ, टा टाईम म्हणजे आधी तर असं वाटतं की थोडंसं चांगलं असतं कारण कधी-कधी आपण कामात थोडंसं तणाव अ, भासतो अ, भास येतो आपल्याला. तर थोडंसं माइंड डिस्ट्रॅक्शनसाठी आपण हे रील्स वगैरे बघू शकतो. त्याच्यामध्ये कॉमेडीपण आपल्याला बघू येतं. तर थोडंसं माइंड आपलं फ्रेश वाटतं. हां. पण ते अ, आपल्याला अ, वेळेचं पण भान ठेवलं पाहिजे की हो. वेळेचं पण भान ठेवलं पाहिजे की चला आता मी काम करत आहे. अ, त्याच्यानंतर एक थोडं एक अ, 10-15 मिनिटं असं काही मी रील्स वगैरे बघणार बघणार किंवा टीव्हीमध्ये काहीतरी न्यूज असेल तर ते बघूया आपण की त्याच्याने काय होतं ना की थोडंसं आपलं अ, म्हणजे फोकस आपण परत करता येईल, की अरे ठीक आहे माझं काम पण आहे. आपण ह्याच्यावर पण लक्ष देऊ. पण अधून-मधून थोडंसं असं आपण अ, केलं तर बरं आहे आपल्यासाठी.
अच्छा! हां, हां. राइट. हं. हं. हं, हं. हं. हं, हं. बरोबर. येस. अगदीच, अगदीच. येस, येस. भान ठेवला पाहिजे. हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. बरोबर. अगदी. हं, हं, हं, हं. बरोबर. अगदीच. अगदीच. तर मग तुम्ही अ, दिवसाला जसं तुमचे दिवसाची सुरुवात होते. तेव्हा भरपूर लोकं आहे ना आपली आहे ना एक अ, टू डू लिस्ट बनवतात, की मला ह्या-ह्या गोष्टी करायच्या आहेत. किंवा काही लोकं काय करतात माहितीये का की मला दिवसाचं काम नसेल महिन्याभराचंही काम असतं हफ्त्यांचं, तर आहे ना स्वतःला छोटे-छोटे टार्गेट पण असतात त्यांचे, तर मग लोकं काहीतरी कॅलेंडरवर लिहितात की ह्या तारखेला हे करायचंय, ह्या तारखेला असं करायचंय किंवा आजच्या दिवसाची एक टू डू टू डू लिस्टमध्ये आहे .ना आता आता जेवण बनवून मग ऑफिसचं स्वतःचा वेळ हॉबीज वगैरे माझं सिंगिंग, माझं वॉकिंग, माझं डान्सिंग जे काही गोष्टी असेल तर तुम्ही पण असं काही आखतात का?
हं. हो. हो, हो, हो. हं, हं, हं. हो. हो, हो, हो. हो, हो. हो. हं.